मग माझे सासूबाई बोललेत, की "अरे, थोडेसे राहू दे ना, फ्रिजमध्ये ठेवावं लागतं, हे असं." म्हटलं, "नाही, हे तर किती दिवसांच पडलेलं असंच आहे," म्हटलं. "याच्यातल्या या तर अ, म्हणजे काहीच नाही केलेलं आहे," म्हटलं, "त्याचं." आणि "आपण ते बघू," म्हटलं, "नंतर फ्रिजमध्ये काय ठेवायचंय, कसं ठेवायचं आहे ते." तर मग मी त्या दिवशी त्या सगळ्या काढल्या अ, एका याच्यामध्ये जमा केल्या, पॅक केल्या आणि इथे थोडंसं म्हणजे असं चालत गेलं आमच्या इथं अ, असं मागच्या साइडला तर त्यांच्या इथे ते प्लास्टिकचे हे करतात रिसायकलिंग करतात.
अरे! अगदी. अगदी बरोबर. हं, हं. हो. उपाय नक्की करतो. हां, हां.
हां. तर ते रिसायकलिंगचं वगैरे आणि म्हणजे ते तिथे देतात. अ, ते पाठवतात. ती ती लोकं गोळा करतात आणि हे करतात. तर मग अ, मी सकाळी सांगितलं की "यांनी जाता, जाता एक कोणीतरी द्या नाहीतर मग मीच जाते," असं. मग त्यावेळेस थोडं सगळ्यांना म्हटलं, "नको जाऊदे ठीक आहे." म्हणजे कोणी ना कोणी ऑफिसला जाताना हे, ते देऊन येईल. तर अ, तो कोपरा अ, खरंच साफ झाला. आणि अ, झाल्यानंतर शेवटी ते असं छानच वाटतं. त्या बरं वाटतं आणि की चला ते व्यवस्थित आहे तिथे.
बरं. अच्छा. हां. देऊ. हं. पण मग नंतर त्याच्या पुन्हा जमाई झाली की नाही सगळ्या गोष्टींची? कारण आपल्याला एक ती सवय झालेली असते, की त्या आणायच्या आणि मग कोंबायच्या आणि हे ए ए एक एकच तुमचं घर नसेल. हे ज्या इंडियन किचनसाठी खूप कॉमन गोष्ट आहे, की पिशवी आली तर तिला जपून ठेवायची. <chuckles>
नाही, नाही. अ, हो. <chuckles> हं, हं. हां. <chuckles> फारच होतं जातं.
ती खूप कॉमन मेंटॅलिटी आहे. रीयूज ती जी काही आहे. ती खूप कॉमन मेंटॅलिटी आहे. पण मग वस्तूंबरोबर काय होतं? तर ह्या तर प्लास्टिकच्या पिशव्या होत्या, ठीक आहे. पण बऱ्याच वेळेला घरामध्ये अशा वस्तू असतात, की कोणीतरी काहीतरी गिफ्ट दिलेलं एखादं अ, शोपीस आहे, जे वर्षोनवर्ष त्याच जागेवर पडलंय किंवा कोणीतरी कधीतरी घेतलेली आवडीची अशी एखादी म्हणतो ना, की अ, अस अ, म्हणजे साडी आहे म्हणा किंवा कदाचित. ती भरपूर वर्ष झाली आहेत तिला आणि वापरायचीही म्हणजे फक्त बघतो आणि ठेवून देतो. वापरात तर नाही आहोत. मग अशा वेळेस अशा गोष्टींचे तिथे भावनिक जोड वगैरे आहे. मग तेव्हा त्या कशा निवडता अशा गोष्टी?
खूप. हां, हां. ते ॲक्चुअली. हं, हं. हां, हां. हां, हां. हं, हं. हां, हां. <chuckles> हां, हां.

अ, कसं आहे, की अ, सहसा तर बा मी काय करते म्हणजे अ, ज्या गरजेच्या आहेत, मग काहीही असू द्या फोटो आहेत, ॲप्स आहेत आणि जेव्हा एवढं जर वाढ होत असेल, तर मग मी ते ट्रान्सफर करते त्या गोष्टी म्हणजे अ, लॅपटॉपमध्ये आणि त्याच्यामध्ये. अ, विकत मी असं कधी आजपर्यंत घेतलेलं नाहीये. कारण कसं आहे हां, स्टोरेज मग मी चेक करते पहिले, की काय डिलीट करण्यासारखं आहे. डिलीट केलेलं जास्त बेटर असतं, जर आणि कारण काय होतं, कधी मी असं बघितलेलं पण आहे लॅपटॉपमध्ये पण ट्रान्सफर केलं, तर त्याचा असं एवढं काही मी बघत नव्हते, काही युज करत नव्हते. हां. तेही पडून राहतं ते. मग काय होतं, मग उगाचच हे होतं. मग काय, अ, डिलीटच करण्यामध्ये अ, मला असं बरं वाटतं, की "हां, हे डिलीटच करूया, आपला काही उपयोग नाहीये." मग कधी-कधी काय होतं, की असं एकदा म्हणजे असं झालेलं आहे, की लॅपटॉपचे थोडेसे प्रॉब्लेम झालेले होते, तर मी अ, तो डेटा ट्रान्सफर नाही केलेला होता आणि तो डेटा गेला होता माझा. तर मग तेव्हापासून थोडीशी एक सवय लावलेली आहे, की अ, म्हणतो ना, असं रिमाइंडर लावलेला आहे फोनमध्ये, की अ, 1 मंथ झालं किंवा एवढा वेळ झाला, की चेक करायचं आणि जे डिलीट नको असेल, ते काढून टाकायचं आणि जेवढा आहे तेवढा डेटा हा ट्रान्सफर करत राहायचा आणि इम्पोर्टंट असेल, तर लगेच करायचा.
हं. बरोबर. अच्छा. स्टोरेज विकतात. अगदी बरो बरोबर. हो ना, ते असंच पडून राहतं लॅपटॉपमध्ये पण आणि स्पेस बरो हो. बरोबर. अगदी बरो किती छान. अरे वाह! किती छान. म्हणजे आता हे जे तुम्ही मला सांगितलत ना, ते मलाही खूप उपयुक्त होणार आहे, कारण जश्याप्रकारे आजकाल आपण आपला
असं हां, असं करत हं.
मोबाईल म्हणा किंवा लॅपटॉपचा वापर जो आहे, तो जो काही वाढलेला आहे. कुठेही गेलो, आवडला एखादी गोष्ट, काढ फोटो.
हं.